हे स्वयंप्रेरणेनेच येणार आहे. अ, प्रत्येक गोष्ट शासनावर टाकून किंवा नियम भरून हे चालणार नाहीये. अ, मलाच हे समजून घ्यावं लागेल की अ, मी जर अ, वृक्ष वाढवले तर माझ्या येणाऱ्या पुढच्या पिढीला, माझ्या मुलांना, माझ्या नातवांना, माझ्या अ, पणत्यांना वगैरे जे काही असतील ते, त्यांना अ, वृक्षाचा तो आनंद मिळू शकेल. नाहीतर फार अवघड होईल हो.
हं. हां. हं, हं. हां. हं. अगदीच बरोबर आहे. आता कसं आहे, माझ्या आजोबांनी किंवा पणजोबांनी लावलेले झाड आहेत. आंब्याचं झाड आहे आमच्या रानात तेवढं, ते आतापर्यंत एवढं मोठं झाड आहे म्हणजे काय सांगू तुम्हाला? एवढं पसरलेलं आहे ते एकदम खूपच छानपणे. ते आहे ना करणं गरजेचं आहे.
हं, हम्म, हो. झाडं आहेत. हो, हो. आंब्याची झाडं करेक्ट, करेक्ट. हां. हां, हां. हां, हां. तर मग अ, अशा ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन, की तुम्ही पण आहे ना, तुमच्या नातवांसाठी ना, 1दी 2 आंब्याची झाडं लावून ठेवा. फळ तुम्हाला नाही त्यांना मिळतील. हा त्याच्यामधला एक असं सांगू शकेल तुम्हाला.
हां. अगदी बरोबर आहे. <chuckles> खरंच-खरंच ते छान आहे. नक्कीच, नक्कीच. बरं एक एक म्हणतो ना, की एक अ, इकॉनॉमिक फॅक्टर पण येतो बघा. पैशाचा पैशाची पण गोष्ट येते, की झाडं लावायला थोडेफार तर पैसे लागतातच. तर ते तुम्हाला काय वाटतं, की ते कसं सॉल्व्ह करू शकतो आपण?
हां. हां, हां. हां. अ, झाडं लावायला नाही, झाडं जगवण्यासाठी थोडंसं, खात वगैरेसाठी येऊ शकतो किंवा तुम्ही अहो तुम्ही आंबे खाल्ल्यानंतर कोय तुम्हाला फ्री असते ना? ती लावा ना, म्हणजे अशा ठिकाणी तुम्ही पैसे वाचवू शकतात तुमचे की अ, जांभूळ खाल्ले, जांभूळची बी लावा तुम्ह. येतं जांभळ्याला, जांभळ्याचं. चिंच खाल्ली, चिंच लावा वगैरे-वगैरे असं.
अच्छा. हं. हम्म. अगदी बरोबर आहे. हां, नक्की, नक्की, नक्कीच. खरंच, म्हणजे? हो, हो. खरंच-खरंच-खरंच तुम्ही ज्या-ज्या गोष्टी सांगितल्या मला, खरंच खूप छान वाटलं ते ऐकून आणि तुमचे जे पर्स्पेक्टिव्हज आहेत, ते पण खूप छान आहेत आणि इनसाईटफुल आहेत. एक खूप मला नॉलेज पण भेटली आणि एक अ, छान वाटलं बोलून तुमच्याशी. आपण नक्कीच याच्यानंतर भेटूया. खरंच धन्यवाद.
येस-येस. मलाही तुमच्याशी बोलून फार छान वाटलं ना. आपण पुन्हा भेटलो, की नक्की गप्पा मारूयात वेगळ्या विषयावरती धन्यवाद.